मी कुठलीही पद्धत जरी वापरली ना, तरी त्यांना वापरायचंच नाहीये. म्हणजे माझी आईसुद्धा वापरत नाहीये. आजी-आजोबा तर दूरच राहिले. त्यांचं असं म्हणणं आहे, की हे खूपच छान आहे. तुम्ही वापरत जा. आम्ही वापरणार नाही. कारण आमच्याकडनं <chuckles> हां, कारण त्यांचं कसं आहे, त्यांना असा भरोसा नाही आहे. आणि त्यात बँकेमध्ये आपलं सगळं असतं. आणि अ, हो, हो. म्हणजे माझी आईसुद्धा नाही करत. मी असेल तर मी करून देते तिच्या याच्यातून किंवा मग माझा भाऊ करतो. मी करणार नाही, "माझ्याकडून बटन दाबलं गेलं, दुसरीकडे कुठे पैसे गेले? जास्त गेले? काही झालं?" आणि जर तिला म्हटलं ना, "हे बघ हे असं असतं, तू असं कर." आजीला जर म्हटलं, "हे बघ हे असं असतं." "नाही, नाही, नाही." <chuckles> म्हणजे मी कुठलीही आम्ही कुठलीही पद्धत जरी सांगितली ना, तरी त्यांचं म्हणणं असतं, "आम्ही बँकेत जाऊ, थोडा वेळ उभं राहू, थोडासा त्रास घेऊ, पण ते करणार नाही." म्हणजे आजोबा तर नाहीच नाही. अ, हो.
<chuckles> हां. हां. नाही. हां, म्हणजे तुम्हाला आम्ही सपोर्ट करतो. हां, हां. हां. हां. आयुष्यभराची कमाई असते त्यांची. बरोबर. हां. नाही. हां. हां. बरं. हां. हां. हां. हं. हां. बरोबर. <chuckles> तरी त्यांना हो. हो. बरोबर, त्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आपण त्याला काही नाकारू शकत नाही. आपण फार तर मदत करू शकतो त्यांना इतकंच. मग तुम्हाला वाटतं का की भविष्यात अ, सर्व व्यवहार डिजिटलच होतील आणि कसं काय?
हं. हो. तर होऊ शकतं. कारण आता तर सगळेच झालंय ना, म्हणजे समजा जर मी बघितलं की माझ्या अ, अ, वॉलेटमध्ये किती कॅश आहे, तर ती दिसणारच नाही जास्त. किती असेल जास्तीत जास्त 100-200. कारण लागतच नाही ना. म्हणजे आता भाजी पण घ्यायला गेलं, तरी त्यांच्याकडे ते ठेवलेलंच असतं GPayचं आणि असं वाटतं अ, हां.
हो. हो ना. हो. नाही, किरकोळ लागतच नाही पैसे. हां, बंद होतील का मग कॅश व्यवहार?
आता बघा ना, कितीतरी गोष्टी आपल्या बंद झालेल्या आहेत. म्हणजे अ, कॅश व्यवहार तर मला वाटतं बंदच झालंय आणि असं काही नाहीये, की शहरातच असं चालतं गावी नाही चालत असं काही नाहीये. कुठेही जा. म्हणजे त्या म्हणजे मला रिसेंटचीच गोष्ट आठवली, की आम्ही गे काय चाललेलो होतो, तर अ, टायर पंक्चर झालं, तर किती झाले असे हेच केलं. आजी लय त्याचं हे लावलेलंच होतं यू-पी-आय आणि ते गावाच्या ठिकाणी साइडलाच होतं. म्हणजे असं काही त्रास पण नाही झालात.
हां. हो, हो. खेड्यात पण आहे तसं. हो, हो. हां. हां. हां, गावागावात क्रांती झाली आहे अं, थोडक्यात, डिजिटल क्रांती असं म्हणावं लागेल. हो. आणि खूपच चांगलं लक्षण आहे आणि <chuckles> नक्कीच अ, डिजिटली <chuckles> आपण वेल नोन होऊ लगेचच, असं वाटतंय. आणि झालोच आहे. हो, बरोबर. तर हो.
अ, हो, हो. हं. <chuckles> ते आहे. झालेलं तर आहे. पण आ आपली पिढी मागची पिढी तसं काही होत नाही असं मला तरी दिसतंय. <chuckles> अगदी. <chuckles> हो.
अहो नाही. होईल, होईल, हळू-हळू होप सो. तर अ, छान सांगितलं तुम्ही ऑनलाईन पेमेंट्स आणि यू-पी-आय कसं वापरावं, नेमकं परफेक्ट सांगितलं आणि सुंदर टिप्स पण दिल्या की कसं वापरायचं, सिक्युरिटी कशी बाळगायची? कुठल्या अ‍ॅपला क्लिक करायचं किंवा ओ-टी-पी कोणाशी शेअर करू नये. अशा छोट्या-छोट्या गोष्टी पण तुम्ही त्यातून छान समजावून सांगितल्यात. तर तुमच्या या वेळेबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि आभार. नक्कीच पुन्हा परत भेटू.
हो. नक्कीच. हो, हो तुमच्याशी सगळं ते बोलून शेअर करून छ खरंच छान वाटलं. छान झाला आपला संवाद. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
हो. धन्यवाद.

अच्छा. मग अ, अ, तुमचा असा काही प्रसंग तुम्हाला आठवतो का की तुम्ही, म्हणजे कसं अ, काय झालं होतं, म्हणजे यू-पी-आयबाबतीत आणि किंवा ऑनलाईन पेमेंट्सबाबतीत गोंधळ झाला होता का किंवा कॉन्फिडंट वाटलं होतं. म्हणजे काही आठवणी सांगू शक शकाल त्याबाबतीत?
अ, तसं मी याचं सांगेल अ, यू-पी-आयचं तसं म्हणायला गेलंतर मला जरा सोपं वाटतं ऑनलाईन बँकिंगपेक्षा. कारण यू-पी-आयचं कसं असतं की स्कॅन करतो आपण अ, किंवा नंबरवर आपण हे करतो, काय म्हणतात आपण, पैसे अ, हे करतो, ट्रान्सफर करतो. हां.
बरोबर. हां. पैसे देऊ शकतो कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जे नंबर आहेत त्यांना. हां.
आहेत ते. आणि समजा दुसरंच अगदी तिर्‍हाईत व्यक्तीला जरी द्यायचंय, तरी त्याला आपलं काही असं नाव वगैरे असं एवढं काही दिसत नाही, नंबर दिसत नाही. पण आपण ते पेमेंट करू शकतो. म्हणजे अशा छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहे यू-पी-आयच्या त्या चांगल्या आहेत की आपण ते असं करू शकतो. पण अ, ज्यावेळेस मी हे करत होती, अ, अ, याचं ऑनलाईन बँकिंगचं. त्यावेळेस कसं आहे, की एकदा तशीच हे झाली, कारण की तिथे आय-एफ-सी कोड द्यावा लागतो बँकेचा. तर अ, तो तो माझ्याकडून चुकला. तर त्याच्यामुळे हां, तर त्याच्यामुळे अ, ट्रान्झॅक्शनमध्ये इश्यू झाला आणि जसा तो ऑनलाईन झाला तर त्यांचं असतं, असं वाटतं, की जसं जर झालं किंवा त्यांना वाटतं की हा फ्रॉड आहे. कोणीतरी दुसरंच अ, करतं आहे. हे तर ते लगेच तिथून अ, टेम्पररी पाॅज करतात.
होत नाही. हो. हो. हो ना. हां. हां. हो, हो, हो, बरोबर. अरे बापरे! हां. हां. हां. हो, हो. बरोबर. आणि ते एन-ई-एफ-टी करणं वगैरे, पण ते अ, लॅपटॉप असेल किंवा घरी जाऊन ऑनलाईन बँकेच्या ॲपमध्ये करणं सोयीस्कर ठरतं. म्हणजे असं ॲट एनी कॉस्ट मोबाईलवर करणं म्हणजे थोडं म्हणजे सोयीचं वाटत नाही का त्याच्यामध्ये? हां, हां. अच्छा.
<chuckles> हां. नाही. बरोबर. मग अ, ते लॅपटॉपवरून ज्यावेळेस मी केलं मग कसं आहे की मला मग मला परत बँकेत जावं लागलं. त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. मग नंतर कसं, की बँकेचं ॲप पण यायला लागलं. मग ॲपमध्ये अ, तुम्ही सगळी माहिती भरून ठेवा. सगळं काही करून ठेवा. मग तुम्हाला ते थोडंसं सोपं जायला लागलं. मग अ, आता कसं आहे की हळू-हळू त्या गोष्टी बऱ्याचश्या सोप्या व्हायला लागल्या. तंत्रज्ञान जरा जास्तच वाढतं आहे. मग आता थोडं सोयीस्कर जातं ते सगळं करायला.
हां. बरोबर. हां. हां. हां. हो ना. बरोबर. आता म्हणजे पहिल्यासारखी अशी किंतु-परंतू किंवा भीती नाही वाटत त्याच्याबाबतीत. हां.
हां, एवढी नाही वाटत आता. तशी नाही राहिलेली आहे.
हां.